हां.
त्या दिवशी मी काय करतो कुठलंही असं स्थळ शोधतो जे अ, म्हणतात ना, असं धार्मिक आहे.
हं. अच्छा.
त्या मंदिराला व्हिजिट देऊन येतो.
क्या बात है!
जसं मी एकदा अ, जाऊन आलो. अ, मी शक्यतो रविवारी नाही देत कारण की रविवारी गर्दी असते.
बरोबर, बरोबर. हं.
मी गुरुवारी सुट्टी घेतो.
हां. स्मार्ट. <chuckles>
ऑड दिवशी. गुरुवार किंवा शुक्रवार अशा द दिवशी सुट्टी घेतो जेणेकरून लोकांची गर्दी नसते आणि त्यावेळेस मग काय करतो असा एकदा मी गेलो होतो, की अ, म्हणतात ना अ, इकडे गेलो होतो अ, नारायणपूरला.
बरोबर. हं, हं, हं. अच्छा.
तिथं मी बा तिरुपती बालाजीचं प्रती बालाजी आहे तिथं दर्शन घेऊन आलो. परत मी ते दत्त मंदिरला दर्शन घेऊन आलो. म्हणजे अ, असं काही ना काही करत राहतो मी जेणेकरून म्हणतात ना, मला काहीतरी वेगळं पण एक भेटत जाईल.
वॉव! अच्छा. करत राहता. हं. वाह! वाह! वाह!
आणि मग बाकी मग माझं आहे ते मंदिर जे आमचं आहे जिथं मी जात असतो. ते जसं की आमच्या इथं कात्रजला एक आहे अ, इस्कॉन मंदिर तिथं जातो. कधी मग अ, कॅम्पात आहे तिथं जातो कारण की कॅम्पातल्या मंदिरात माझी आत्या असते अ, तिथं ती अ, कार्यरत आहे नाही का सेवा करते हां त्यामुळे माझे आजोबा पण माझे तिथेच अ, होते दीक्षागुरू नाही का त्यांचं तिथं.
हां, हां, हां. हं, हं, हं. अरे, वाह! किती छान. सेवा करते हां, हां. बरोबर. अरे वाह! किती छान. हं, हं, हं.
असं आता मला ते लांब पडतं म्हणून मी जवळ पण जातो कधी-कधी तिथं जातो आणि मग रविवारच्या दिवशी
म्हणजे तुम्ही तुमचा अ, 80% वेळ हा अ, भक्तीत घालवता असं म्हणायला हरकत नाही.

<chuckles> हां, अ, मला आवडतं. म्हणजे म्हणतात ना, माझ्याकडे अजून स्वतःच नाहीये. पण मी अ, लवकरच आणणार आहे. आणि मला असं वाटतं ना, की मी अ, फ्लूट वाजवण्यामध्ये मी प्रॅक्टिस करणार आहे. कारण, की लहानपणी मी खूप चांगलं वाजवायचो, असं म्हणतात काही लोकं. मला माहित नाही. पण आता माझ्याकडे खूप वर्षांपासून टाईम नाही भेटला. तर मला एक ते अ, आवडतं इन्स्ट्रुमेंट वाजवणं, कुठलंही. तर ते एक अ, वाजवणार. जेणेकरून म्हणतात ना, की मी अ, माझ्या मंदिरामध्ये जाऊन काहीतरी अ, माझं एक सेवा देऊ शकतो इन्स्ट्रुमेंटची. अ, हां, आता तो एक वेळ घालवणार मी मोकळा शिकण्यासाठी आणि चांगली अ, बासुरी आणून. कारण, की 10-20 रुपयाची असते, ती नकली असते. <chuckles> त्यांनी वाजत नाही काही. हां, आणि अ, बाकी मग माझी डायरी अ, लिहायला मला एक आवडते स्वतःची.
हं, हं. अच्छा. अरे वाह! बरोबर, बरोबर. हं, हं, हं, हं. सेवा करू शकाल बरा बरोबर, बरोबर. अगदी बरोबर. हं, हं. <laughs> अर्थातच. <laughs> अरे वाह!
ज्याच्यामुळं मला काही असं अ, वाईट
हे म्हणजे ह्या सगळ्या आवडी अशा दुर्लभ आहेत हा, तुमच्या म्हणजे आजच्या काळात अ, अ, मोकळा वेळ कसा घालवता म्हटल्यानंतर अ, मोबाईल असतं किंवा मूव्ही बघायला जाणं असतं, मॉलमध्ये फिरायला जाणं असतं. पण ह्या सगळ्या अ, छान वाटतंय म्हणजे ऐकून. <chuckles>
<chuckles> हां, हां, हां. हां, हां. अहो, म्हणजे माझी ती असं म्हणतात ना, मोकळ्या वेळेत मी एक डायरी लिहितो. म्हणजे मला एक पुस्तक लिहायचं आहे स्वतःचं. त्याचं शीर्षक मी ठेवलंय, अधर्म टू धर्म.
अरे. ओह! खूपच अ हां.
की मी कसा अधर्मीमध्ये येतो आणि कसा मी त्यात अ, कन्व्हर्ट झालो धर्मामध्ये. त्या गोष्टी की म्हणतात ना, अ, जसा अ, वाल्मिकीचं तुम्ही ऐकलं असेल हे का नाही?
हं, हं, हं, हं, हं. हो, वाल्याचा वाल्मिकी झाला. श्रीराम, श्रीराम म्हणजे राम, राम म्हणता म्हणता. हो, हो.
हां, तसंच अंगुलीमाल अ, जसा झाला. हां. तर त्या टाइपमध्ये मी तेवढा नव्हतो क्रूर कधीच. <laughs> हा, मी तर नॉर्मल मायामध्ये फिरणारा एक मुलगा होतो. पण त्यातनं मी कसा अ, चेंज झालो. माझी असली कथा जी आहे, मी काही चुका केल्यात, काही नाही केलं. मी प्रत्येक गोष्ट त्यात मी लिहिणार, की जसं म्हणतात ना, मी एखादा एक लहानपणी असताना एकदा चोरी केली होती आणि माझ्याकडून काय चुकी झाली, ती घरीच केली होती, नाही का, माझ्या अ, मम्मीच्या ह्याच्यामधनं. आणि मग मला काय पुढं ह्या गोष्टी झाल्या. तर सगळ्या गोष्टी खऱ्या सांगायच्या. मला असं वाटतं, का लपवावं?
<laughs> बरं. हं. अच्छा. हम्म, बरोबर. अरे बापरे! हां. बरोबर.

अच्छा, म्हणजे ते छपन्न भोग अ, आपण अ, देवाला दाखवतो किंवा नैवेद्य साधा देवासाठी, नाही. तसं नाही का मग?
तो पण एक आहे. <chuckles> हां. नाही नाही, तसं नाही. अ, म्हणजे काय आहे ना, अ, मला आता तुम्ही बघा, आ आजकल आता आम्हाला आहे ना, अ, बाहेरचे मी पदार्थ काहीच खात नाही. मसाले-वसाले सगळे बंद आहे. माझ्यात नाही का. घरीच खायचं, सात्विक खायचं. तर सात्विकमधे देवाला कसं चांगलं ख खायला घालता येईल, त्या गोष्टी करतो मी.
हं. अच्छा. हं, हं, हं. म्हणजे एखादा असा मोकळ्या वेळेत केलेला पदार्थ सांगा ना मला, देवासाठी केलेला.
अ, बघा मी एक अ, आमच्या घरी बनवतात. ज्यामध्ये लसूण वगैरे, कांदा-बिंदा काही नसतो. एक आहे आमच्या घरी वडापाव बनवतो आम्ही, कच्च्या केळ्याचा.
हां. हां, हां. ओह! अरे वाह!
आणि पाव पण घरीच बनवतो <chuckles> ह्याच्यात ओव्हनमध्ये. हां, तो एवढा भारी लागतो ना. तुम्हाला असं वाटेल की तुम्ही खरंच बटाटा-बिटाटा खाताय ते नाही का. आणि हां, फक्त थोडीशी अद्रक वगैरे वापरतो. कारण की अद्रकला आम्हाला मनाई नाहीये. अ, लसूण आणि कांदा मनाई आहे. बटाट्याला पण मनाई नाहीये. पण एकदा असं अ, ट्राय केला आणि बनवला आणि खरंच भारी बनला नाही का तो. <chuckles> तर असं काही ना काही असं नवीन इंटरेस्टिंग अ, त्यांना खायला घालतो. इडलीमधी बनवली, कधी चांगली त्यामध्ये चटणी वगैरे, वेगळी नाही का, सांभर वगैरे बिना कांदा लसूणचं नाही का ते, तर अशा काही ना काही अ, गोष्टी आम्ही सगळे आजी आणि मी मिळून करत असतो नाही का. मी थोडा कमीच करतो. आज्जीच जास्त करते <chuckles> पण मी अ, खायचं पण काम करतो मोकळ्या वेळेत. <chuckles>
इंटरेस्टिंग आहे. हं, हं, हं. खातोय. अच्छा. हां, हां. हां. वॉव! हं, हं. हां, अरे वाह! अरे वाह! अरे वाह! किती छान. <laughs> बरोबर. असाही मोकळा वेळ घालवता तुम्ही खाण्यात. <chuckles>
हां, हां, हां, हां. असाही मोकळा वेळ असतो आणि माझा एक मोकळा वेळ आहे संध्याकाळचा.
बरोबर.

अच्छा, अरे वाह! किती छान.
हां आणि
आणखीन काय-काय करता, तुम्ही तुमच्या मोकळ्या वेळेत?
अ, अजूनसुद्धा मग माझं सकाळचं असतो एक, म्हणजे मोकळा वेळ म्हणू नाही शकत त्याला. हां, अ, सकाळी अंघोळ वगैरे झाली, सगळ्या गोष्टी झाल्या, तर सगळं काम शेवटी नाश्ता-बिष्टा ,सगळं काम किती उशीर होऊ द्या, आपल्या रोजच्या जे माळा जपायच्या आहेत 16, त्याला पूर्ण करतो.
हां. हं, हं. हं. हां. अरे वाह!
ते एक केल्याशिवाय बाकीचं काम काहीच नाही होत माझं. तो एक म्हणजे म्हणतात ना माझं अ, मोकळा वेळ मी देवाला द्यायचं काम करतो. मग
वाह! वाह! वाह! हे खूप महत्वाचं आहे.
हां आणि मग बाकीचं
आणि आजच्या काळात गरजेचंही आहे. <chuckles>
हो <chuckles> आणि बाकीच्या कामात मग मी अ, भजन्स ऐकतो.
<clears throat> अरे वाह!
जसं की अ, खूप सारे भजन टीव्हीला येतात, मी ते लावतो. हनुमान चालीसा झाली किंवा ते अ, राधा रमनम झालं, वृंदावन प्यारा वृंदावन.
हां, हां. अरे वाह! अच्छा! किती छान.
हां राम आएंगे तो अंगना बिठाएंगे नाही का.
हं. अरे वाह!
प्रभुजी मुझे को भूल गए, दास की नगरिया, रामा रामा रटते रटते. <chuckles> अ, ते भजन सगळे ऐकतो मी सग अ, जसं पण मला फ्री टाईम भेटतो. सकाळी उठल्या-उठल्या लावतोच मी ते फिक्स. जेणेकरून पुन्हा घरातच अ, भजन चालू होतील टीव्हीवर.
हं, हं, हं, हं, हं. अरे वाह! किती सुंदर. हं, हं. अच्छा. हां. हां.
आणि मग अ, जसं की माझं फ्रीलान्सिंग वर्क करायचं त्यानंतर मग सगळं काम झालं, सगळं झालं. काम करता-करता पण मस्तपैकी मोबाईलमध्ये ते भजन लागलेलं असतं. ते ऐकत-ऐकत काम करायचं आणि अ, जेव्हा मोकळा वेळ भेटेल अजून, मग ते काउंटर चालू असतो.
हं, हं. हं, हं. वाह! किती सुंदर. वाॅव! हां.